शिकता येत नाही. पण आपण जर शिकत असतो, तर आपले प्रश्न विचारता येतात आपल्याला. आणि लोकांची मतं घेता येतात. हो. आपले जे डॉब्ट्स वगैरे असतात ना, ते आपल्याला तिथे विचारता येतात. आणि जर स आ, मोफत म्हणजे शिकायचंच असलं, तर YouTubeवर आजकाल बरेच असे व्हिडिओ असतात. जे सुरुवातीपासून व्यवस्थित शिकवतात, की कोडिंग वगैरे कसं करावं. तर त्याचाही वापर लोकांना करता येतो.
हं. म्हणजे रिअल म मनुष्य येतात का ते? हं, हं. हं, हं. अरे वाह! खूपच सुंदर, खूपच सुंदर. तर ह्या प्रवासात सगळ्यात मोठी अडचण काय होती बरं तुमच्या जीवनामध्ये, काही सांगू शकता का?
सगळ्यात मोठी अडचण अशी झाली, की हे बघा, मला अजिबात ज्ञान नव्हतं कोडिंगमध्ये. कोडिंग काय असतं? कोडिंगमध्ये मला अजिबात रसही नव्हता.
अच्छा. हं, हं. हं, हं.
तर मी तो शिकायचा निर्णय घेतला फक्त म्हणजे माझं प्रमोशन व्हावं, माझी पगारवाढ व्हावी याच्यासाठी. तर म्हणजे आणि असं जेव्हा आपण काहीतरी घेतो तेव्हा होतं, की बऱ्याच वेळा आपण 8-10 दिवसात कंटाळून जातो की हे नाही जमत आहे मला. हो ना. आता काही गोष्टी असतात, जसं मला जर गिटार वाजवायला शिकायचं अस म्हणजे गिटार शिकायची होती किंवा मला अजून काय असं म्हणता येतं, की जर नाचायचं खूप लोकांना आवड असते, तर आजकाल बॉलिवूड डान्सचे क्लास असतात. तर असं काहीतरी जर मनाला आवडेल तर लोकं जातातही म्हणजे. पण आता कोडिंग हा थोडाफार पाहिला तर नीरस प्रकार आहे नाही का? म्हणजे असं खूप सौंदर्य असं काही नाहीये कोडिंगमध्ये. तर तो मला जरा आधी त्रास झाला.
<laughs> अरे वाह! हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. नाही. पण ते सौ सौंदर्याच्या अ, गोष्टी पण त्याचे, जे सौंदर्य तुम्ही दाखवायचं त्याच्यातनं दाखवू शकता त्या कोडिंगच्यद्वारे. म्हणजे प्रोजेक्ट बनवून किंवा काहीतरी बनतं. प्रत्येक गोष्ट त्याच्या मागे जी असते त्याच्यामागे कोडिंगच आहे. आज आपण कॉम्प्युटरमध्ये पाहतो ते. तर तेच तर आहे ना. हं, हं.
हो ना. हो, हो, हो. हो ना. हो ना, अगदी बरोबर.
बरोबर. तर अ, आता, आता पाहता तुमच्या शिकण्याची पद्धत किंवा माइंडसेट कसा बदललेला आहे इतरांच्या बद्दल असं तुम इतरांच्या तुलनेमध्ये तुम्हाला काय वाटतं?

अरे वाह! खूपच सुंदर.
तर मग अ, तेव्हा तर तेव्हा म्हणजे कसं आहे, की मग आणि घरातली कामं वाटलेली असंय असतात नाही का. कोणी कुठलं काम करावं कारण आमचा एक लहान मुलगाही आहे. तर कुठे ना कुठे आधी माझ्या बायकोला असं वाटायला लागलं, की नाही का मी घर घराकडे दुर्लक्ष देतोय. म्हणजे मी फक्त थोडा स्वार्थी झालोय. फक्त माझ्या प्रमोशनचा विचार करतोय. माझ्या पगारवाढीचा विचार करतोय. तर त्याच्यामुळे एक दोनदा असं भांडण नाही पण जरा वाद झाले घरात. मग मी तिला समजावलं, की कारण आम्ही कामाबद्दल कधी एक दुसऱ्याशी जास्त बोलत नाही कारण आम्ही ठरवलं होतं कामाच्या गोष्टी ऑफिसमध्ये ठेवायच्या. मग एक दिवस असंच मग मी तिच्याबरोबर बसलो. तिला विचारलं की "तुझं असं काय काम आहे नक्की मला सांगतेस का?" मग तिने समजावलं "आम्ही असं-असं, असं-असं केलं, करतो म्हणजे रोज."
अरे! हं. हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं.
तर मी म्हटलं "एक काम कर. तू तुझ्या मॅनेजरला विचार, की असं कुठलं तुम्हाला कोडिंग वगैरे वापरून काही चांगलं करता येईल का?" तर विचारलं आणि तिचे मॅनेजर तर खूप खुश झाले. ते म्हंटले "हो. हो. का नाही? तुम्ही करत असाल तर खूप चांगलं आहे. खूप उपयोग होईल आपल्याला सगळ्यांना." तर मग मी माझ्या बायकोला म्हंटलं "तू नको शिकूस. मी शिकतोय ना. मी शिकतो आणि तुझ्या प्रोजेक्ट आपण संध्याकाळी माझे पण प्रोजेक्ट करू आणि तुझे पण प्रोजेक्ट करू." तर ती गोष्ट तिला खूप आवडली. तर तेव्हापासून जरा आमचं वाजणं कमी झालं. आणि म्हणजे मी व्यवस्थित पायथन शिकलो. आम्ही दोघांनी मिळून म्हणजे आमचं बोलणंसुद्धा वाढलं नाही का. नवरा-बायकोचं बोलणं वाढणं ही एक खूप चांगली गोष्ट आहे.
हो. हं. हं, हं. अच्छा. अरे वाह! हो, हो, हं. <laughs> हां. अरे वाह! म्हणजे? अरे! खूप सुंदर. खूपच मोठी गोष्ट आहे. अ. ती म्हणजे ऊ ऊ हं, हं.
आणि चांगली गोष्ट अशी झाली, की माझं पण प्रमोशन झालं आणि तिचं पण प्रमोशन झालं. तेव्हा डबल फायदा झाला आम्हाला.
अरे वाह!